हो नक्कीच, तर अ, सायंकाळची वेळ म्हणजे फ्री टाईम म्हणता येईल म्हणजे कामातून मुक्तता मिळते किंवा थोडा चेंज मिळतो आणि काम जवळ-जवळ संपलेलं असतं म्हणजे अ, घरातलं म्हणा किंवा ऑफिसमधलं पण संपलेलंच असतं जवळ-जवळ. मग त्यावेळी अ, आम्ही आ म्हणजे आम्हाला चहा वगैरे एकत्र आम्ही पितो. म्हणजे अ, नवरा-बायको असतील किंवा सासूसासरे म्हणजे ते पण येतात कधी-कधी जॉइन करतात. मग मस्तपैकी असा चहा करायचा फक्कड आणि तो चहा आम्ही आमच्या बाग बागच आहे आमच्या घराच्या बाहेर, तर त्या बागेत बेंच आहे. तर तिथं बेंचवर बसून अ, चहा एन्जॉय करतो. मग त्यावेळी काही म्हणा, गप्पाटप्पा करणे हो, हो संध्याकाळी, हां. तर मग अ, झाडांच्या सानिध्यात, जरा निसर्ग अनुभवत किंवा पक्ष्यांची किलबिल म्हणा किंवा ती फुलं, पानं हिरवीगार बघून आणि सूर्याची तिरपी किरणं मावळतीची ती म्हणजे ती तो आ आपल्या चेहऱ्यावर वगैरे पडतात ना, मग छान वाटतं बसायला एकंदरीत. आणि मग अ, तो चहा पीत-पीत गप्पा करणे म्हणा किंवा काही शेअर करणे हां. असं म्हणजे घरगुती गप्पा म्हणा, इन जनरल गप्पा मारणं, म्हणजे एकंदरीत वेळ छान जातो आणि म्हणतो ना क्वालिटी टाईम कुटुंबाला देतो. तो क्वालिटी टाईम हा असतो आमचा म्हणजे चहाचा. मग त्यावेळी काही खाणं-पिणं होतं म्हणा किंवा मग अ, काहीतरी असं छान वाटलं तर वेळ असेल तर मग ब्रेकफास्ट बनवणं. मग काहीतरी पोहे करणं किंवा दडपे पोहे बनवणं किंवा असं सँडविच वगैरे करणं. असं काहीतरी करून मग अ, तेवढा खायला पण मस्त वाटतं आणि अ, फॅमिलीसोबत पण असा टाईम खूप छान जातो. असं म्हणजे सत्कारणी लावतो आणि त्यानंतर मग अ, वेळ असेल तर मग अ, फेरफटका मारून यायचा बाहेर असा अ, चालून यायचं थोडंसं म्हणजे, नेहमीच्या कामातून थोडा आपल्याला चेंज भेटतो ना? मग फिरणं म्हणा किंवा मग अ, अ, संध्याकाळी 7:00 वाजता शुभंमकरोती म्हणायची वेळ असती. तर ती माझी लहान मुलगी सासूबाईंबरोबर बसती, मग मी पण बसते तिच्याबरोबर. मग मी पण कधी-कधी दिवा लावते, शुभंमकरोती म्हणते हां. मग ते काहीतरी आरती म्हणायची, स्तोत्र म्हणायचं. मग तो असा क्वालिटी टाईम म्हणता येईल असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं त्यावेळी. आणि छान एकंदरीत संध्याकाळी म्हणजे छान अशी अ, अ, सुंदर संध्याकाळ असते असं म्हणता येईल.
<chuckles> हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. संध्याकाळी? मग तिथं हं, हं. असेल ना. हं, हं. अरे वाह! खूप हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! खूपच छान. <chuckles> अरे! भारीच आहे. हं, हं. हां, हां. हं. हो, हो. अरे वाह! खूप सुंदर! खूप सुंदर! अगदी छान!

हो, हो. म्हणजे असंच असतं माझं. साधारण 05.00-05.30 पर्यंत असतं, 05.30-06.00 पर्यंत. मग अ, हां, मग त्यानुसार आम्ही अ‍ॅडजस्ट करतो किंवा आधी येते मी थोडंसंच 05.00 वाजता आणि त्यावेळी चहा पितो. मग परत जाऊन राहिलेलं करायचं आणि बंद करायचं, असं साधारण असतं. म्हणजे साधारण 11.00 ते 07.00 पर्यंत असतं माझं काम, असं.
अच्छा, अच्छा. अच्छा. 11.00 ते 07.00 पर्यंत काम असतं पण तुम्ही 05.00 लाच येऊन जाता.
हो, हो. 05.00 ला येते किंवा मग 06.00 ला येते. पण वेळ टळून गेली की मग त्याची पण काही <chuckles> मजा नाही ना चहा, चहा वगैरे घेण्याची असं. मग तो अ, तो टाईम देतेच मी कंपल्सरी आणि नंतर मग तर अ, 08.00-08.30 ला तर अ, जेवणच करतो ना आम्ही, त्यामुळं त्यावेळी यायचंच कंपनीत, हां आणि असं रुटीन सेट अस हो ना, रुटीन छान असलं की
<giggles> ठीक. <laughs> हं. हं, मस्त आहे तर. हो, हो, हो नाही चांगली ड्युटी आहे तुमची. म्हणजे आमच्या ड्युटी आमच्या ड्युटीवरती साडे ते टाईमच्या पहिले जाऊ देत नाही ना तुम्हाला. म्हणजे चांगले लोकं आहेत जिथे पण काम करता. खूप छान. कामावरून थकल्या हं, हं.
हां. हो, हो घरातूनच काम काम असल्यामुळे एवढा काही म्हणजे इश्यू येत नाही. आणि त्यांना माहिती <chuckles> आहे नेहमीचा एम्प्लॉयी आहे त्यामुळे ते काही बोलत नाहीत. माहिती असतं ना, म्हणजे तेवढा ब्रेक घेतात अर्धा तास किंवा जेवणाला 1 तास घेतात. घरात लंच करतात किंवा मग पीसीसमोर बसून काही कधी-कधी खातो अर्जंट काही काम असेल तर. हां, म्हणजे थोडं तेवढं अ‍ॅडजस्टमेंट करायची, म्हणजे ते पण समजून घेतात आणि तुम्ही पण समजून घेतात. त्यांचं काम झाल्याशी मतलब असतं, मग तुम्ही कसंही करा. अ, <chuckles> ब्रेक घेऊन करा नाही तर कसंही करा कारण ते तुम्हाला काही घरात बघायला येत नसतात. मग तो फायदा मिळतो नक्कीच. आणि बाहेर अ, अशी अ, किरकोळ अशी कामं पण करता येतात ना तिथं बसल्या-बसल्या, बाबा बागेतला कचरा काढणं म्हणा किंवा कुंड्या व्यवस्थित ठेवणं म्हणा किंवा काय पाणी मारणं अशा काही अशा पण गोष्टी बसल्या-बसल्या तुम्ही करू शकता ना तिथे म्हणजे क्रिएटिव्ह कामं पण घरातली होत होतात मग तिथे असं होतं
हो. अच्छा, अच्छा. हां, हां. अरे वाह! खूपच छान. हां, हां. <laughs> हां, हां. मला वाटलं तेच. अं हो, हो. हं, हं. अगदी, खूप छान, खूप छान. तुम्हाला मला ते कळालंच नाही वर्क फ्रॉम होम आहे म्हणून तुमचं. मला वाटलं बाहेरून कामावरून येता आणि मग हे बीर बसता म्हणून आहे ना? तर छान आहे तुमचं काम, पण म्हणजे मस्तच आहे बरं, तर काही टेन्शन नाही, <giggles> वर्क छान आहे एकदम. तर कामावरून थकल्यावर किंवा मुलं अभ्यासात अडकलेली असताना सगळ्यात एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय टिप्स वापरता बरं?
हां. हां, नाही नाही. हो, हो. तसंच पाहिजे. <laughs> <chuckles>